मी अ, अ, मी पहिले ते हे समजून घेते की ते पहिली गोष्ट ते त्या ल मॅच्युरिटीच्या लेव्हलवरच नाहीयेत. कारण जो व्यक्ती मॅच्युअर असतो, जो व्यक्तीमध्ये ग्रोथ माइंडसेट असते, तो व्यक्ती स्वतःची चूक कबूल करतो आणि त्यांच्यामध्ये बदल दिसतात. तर त्यामध्ये जर का बदलही नाहीये, माफी पण नाहीये, तेच आपलं-आपलं नुसतं लबाडीपणा सारखा-सारखा तेच. म्हणजे अ, जसं म्हणतो ना, टार्गेट करणं, चांगल्या व्यक्तींना. सारखं-सारखं, सारखं तेच असेल. मग अशा वेळेस मी स्वतःला काय समजवते मी माझं काम टू काम ठेवते. मी माझं काम करते. त्यांच्याशी कामपुरतं, म्हणजे असं नाही बरं की स्वार्थीने 'कामापुरतं मामा' तसा स्वभाव नाही. पण काम आहे, तर प्रोफेशनली कामपर्यंत बोलणं त्यांच्याशी आणि जास्त खी-खी खी-खी न करणं जास्त. प्रयत्न करणं, कारण की कसं असतं ना, जे व्यक्ती चांगल्या मनाचे असतात त्यांना असं वाटतं की बसून त्यांच्यासोबत चांगलं चांगलं बोलावं, कारण आपल्यामध्ये तसा खोटेपणा नसतो ओ. जरी समोरच्या व्यक्तीमध्ये तसा असेल. मग तशा वेळेस मी ह्या गोष्टीला सांभाळून घेते की शेवटी त्यांना परमेश्वराला तोंड दाखवायचंय. मला परमेश्वराला तोंड दाखवायचंय. मला बा माझी बाजू मला काम करून मला घरी जायचं आहे आणि यांच्याबरोबर जर का प्रोफेशनली का असो ना मला एक असं एक जसं म्हणतो ना एक अ, बॅलन्स असं मला एक प्रोफेशनल रिलेशनशिप मला ठेवायचा आहे. तर तसं मी स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करते, की ते त्या लेव्हलवरतीच नाहीयेत. त्यांना समजतच नाहीये. आणि त्या गोष्टीला मी मनात घर नाही करून ठेवत. मी त्या गोष्टीला जाऊ देते, मी वाहू देते. मी त्यांना, मी त्यांना माफ करून टाकते. जरी त्यांनी माफी मागितली नाही. तरी बघा, मी त्यांना माफ करते का नाही हे माझ्यावरती निर्भर आहे. हे त्यांच्या माफीवरती निर्भर नाहीये. हे खूप मोठं लेसन मी माझ्या आयुष्यात मी शिकलेली आहे, की ते माफी मागतात का नाही, त्याच्यावरती मी त्यांना माफी देणार का नाही, ते त्याच्यावरती अवलंबून नाहीये. मी त्यांना माफ करणं आणि माझ्या मनाची हीलिंग करणं, हे माझ्या हातात आहे. तर मी हे असं स्वतःला समजावते.
अगदी बरोबर. हो. अगदी बरोबर. अगदी बरोबर. नाही. अगदी बरोबर सांगितलं. ते मनातच नाही ठेवायची ना, ती गोष्ट की बाबा काय? यांनी माफी मागायला पाहिजे म्हणून. अपेक्षाच नाही ठेवायची. अ, मला कुठेतरी असं वाटतं की आपल्या अ, एक जुनी कहावत आहे ना ती अ, गाढवांसमोर ते पा हे नाही वाचलं पाहिजे, गीता नाही वाचली पाहिजे. त्याला ज्ञान नाही दिलं पाहिजे, कारण की ते नाही सुधारणार ना नाहीच सुधारणार मग. अशातलाच तो काहीतरी प्रकार आहे अशा लोकांचा, की ज्यांची मुळातच नियतच नाहीये माफी मागायची. अ, अ, एक असा मला प्रश्न आहे की आता बऱ्याच वेळा काय होतं ना, की आपलं घरातलं वातावरण, नातेवाईक किंवा आपल्या घरातले मोठे व्यक्ती आणि मग त्याच्याच व्यतिरिक्त अ, कारण आपलं एकाच वेळेस आपण 2 आयुष्य जगतो. असं वाटतं, की घरी एक वेगळं आहे आणि ऑफिसमध्ये एक वेगळं आहे. ऑफिसमधले जे आपले अ, सोबत काम करणारे व्यक्ती आहेत. मग अशावेळी कधी असं जाणवलं का की बाबा ह्या दोन्हीकडच्या लोकांची पद्धत वेगळी आहे किंवा मग दोन्हीकडच्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागतात, की जसं आपल्या घरातही असतात, कोणी एखादा व्यक्ती की पण आपण त्याला त्या दृष्टिकोनानं कधीच बघत नाही. पण बाहेर जे अ, व्यक्ती असते ना, त्यांना आपण पटकन जज करतो. पटकन ओळखतो. काय वाटतं अशा या दोन्ही ठिकाणी?
हं. बरोबर. हो, हो. हं. हां. बरोबर. हं. हं. हं. हं. हो ना. हो ना. हं, हं. बरोबर. हं, हं.